आणि मी ते जेव्हा बघितलं, तर त्यानी ना एक अ, रील टाकलेली होती, जी खूप कॉमेडी होती आणि मी बघितली. हो.
बापरे, झालं, बघितली मग तर झालंच.
बघितली मग मग तुम्ही समजूच शकतात की मी तास माझे आहे ना, 2 ते 3 तास गेले. मी रीलच बघत होतो, एन्जॉयच करत होतो आणि मी विसरलो की मी मी काहीतरी कामात गुंतलेलो होतो. मी काम करत होतो. माझ्याकडे हो. माझ्याकडे डेडलाईन आहे आणि झालं आणि काय झालं मोबाईलचा ते अ, येत ना बॅटरी डिस्चार्जचा तो मॅसेज येतो 30% बाकी आहे तुझी चार्जिंग ते आलं आणि तेव्हा मी माझं लक्ष हटलं मोबाईलवरनं आणि मी लॅपटॉपच्या स्क्रीनला बघितलं. अरे, म्हटलं मी हे काम सोडून एवढा टाईमपास केला टाईमकडे बघतोय तर
किती वेळ गेला मग? बापरे! मग काय? कामात गुंतलेला आणि चक्क डेडलाईन आहे तुमची. <chuckles> हां. बरोबर. हं, हं. अरे बापरे! हं.
मी 12:00 वाजेचं ते बघतोय. तर मी 3:00 वाजेला परत कामला रिझ्यूम करतोय आणि माझी माझी येणाऱ्या 2 तासामध्ये डेडलाईन आहे. मला बॉसला ते सगळ्या गोष्टी प्रेझेंट करायच्या आहेत. म्हटलं आता काय आता तर गेलोच. झालं म्हटलं आपलं वाटोळं.
अच्छा. मग काय एकदम तर हे झालं असेल, काय म्हणतात, काय करू आणि काय नको असं झालं असेल, 2 तासात एवढं सगळं? आणि मग तुम्हाला असं ऑफिसमध्ये 3 तास गेले, म्हणजे ऑफिसमध्ये होता ना तेव्हा?
हो. हो. <chuckles> मग ते हं. हं, हं. हो.